हां. म्हणजे असं तर नाही केलं, पण मला एक आवड आहे म्हणजे आकाशगंगेची. कारण ते खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे बघा ना आणि आपण डिस्कव्हरीवर पण बघत असू, की काय-काय गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत एकंदरीत. आणि ही आकाशगंगा भरपूर मोठी आहे. हे कुठून आलं आकाश आणि असं अ, म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहेत या आपण जर बघितलं तर. कारण कसं बघा खूप इंटरेस्टिंग वाटतं, की हे कसं आहे? काय-काय आहे? आणि हे तारे कुठून आले? आणि खूप सारे युनिव्हर्स, खूप साऱ्या गॅलेक्सीज आहेत. असं असंख्य आहेत आणि त्याचा आपण एक भाग आहोत. म्हणजे खूप साऱ्या गोष्टींमध्ये असं वाटतं, की म्हणजे आपण खूप लांबपण आहे आणि कसं काय दिसतं ना हे वर वरतून आपल्याला रात्रीचं. आणि त्यात हे प्रकाश म्हणजे खूप असं इंटरेस्टिंग वाटायचं मला आणि भरपूर प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारायचे. अ, कारण कसं असायचा ना, आमच्या घरी अ, माझ्या पप्पांना सवय होती, की ते म्हणजे रात्री जेव्हा ते अ, म्हणजे ऑफिसवरून यायचे त्यांच्या, तर त्यांना व्यायाम करायला म्हणजे ते करायचे ना, तर मग कधी-कधी आम्ही टेरेसवर पण आमच्यावरती जिम केलेली त्यांनी. ते अ, पहलवान असल्यामुळे. तर मग तिथे वरतून आकाशातून इतकं मस्त वाटायचं ते बघायला आणि अ, आम्ही माझा भाऊ मी अ, आणि कोणी काही छोटी-छोटी मुलं आमच्याकडे कधी आली, तर ते सगळे आम्ही वर आणि अ, तेव्हा आम्ही पप्पांना इतके प्रश्न विचारायचो, की कसं आलं? काय आलं? कुठून आलं? एवढे प्रश्न म्हणजे भरपूर आणि इतकं मस्त वाटायचं ते रात्री 7-7:30 च्या दरम्यान, इतकं मस्त वाटायचं. पूर्ण आकाशात तारे हळुहळू यायला लागायचे आणि मग 8-8:30 पर्यंत त्या म्हणजे 1 तास ते करत असतील तिथे अ, त्याच्यामध्ये 1 तास व्हायचा आणि अरे, असं होतं आता लगेच बघा आकाश अ, म्हणजे इतकं आधी म्हणजे प्रकाश होता आणि लगेच काळोख आला आणि लगेच तारे पण दिसायला लागले. मग आम्ही विचारतो तारे तिथेच असतात का? की मग मस्त ते स्थिर असतात का? ते म्हणजे रात्र झाल्यावर ते दिसतात म्हणजे सकाळी का नाही दिसत आपल्याला? असंपण असतं. एकंदरीत यायचे भरपूर प्रश्न किंवा ते प्रश्न विचारायचे मी हं.
हो. हो. हो. मग ते टेली हां. हां. हो. हो ना. हां. हां. बरं. अच्छा. हां. <laughs> हां. हो. हो. हां. तीर असतात तसं काय? म्हणजे बरेच प्रश्न यायचे तुम्हाला हां, तर मग अ, तूम हां. मग ती जिज्ञासा भागवण्यासाठी तुम्ही कधी टेलिस्कोप वगैरे खरेदी करण्याचा विचार नाही केला?
खूप केला ना मग मला तेच तर सांगते तुम्हाला, की मला नेहरू तारांगणला आवडायचं. मग तिथे मी भरपूर जायची. तिथे बघायची काय-काय असतं? कसं-कसं असतं? आणि एकंदरीत मला इतकं आवडायचं गॅलेक्सी तर माझ्या बेडरूममध्ये पूर्ण मी अशी ते स्टिकर्स असे असायचे नाही का मग ते लहान असताना पूर्ण असं मस्त बनवून घेतलेलं एकदम. मी 3री-4थी ला असेल मला तर वाटते. तेव्हा गॅलॅक्सीचा रेडियम हो आणि तेव्हा तर एवढा क्रेज होता त्याचा, की बापरे! आणि अ, सगळे एकंदरीत म्हणजे तेच आम्ही ऐकायचो, असं.
हां. हो, हो. ते रेडियमचे स्टिकर असतात ते हां मग